दैनंदिन कामासाठी किंवा पैसे देण्यासाठी लोकं फोनवर अशी बरीच ॲप वापरत असतात आणि वेगवेगळी साधनं, ॲप्स ते अव्हेलेबल असतात. तर अ, तुम्ही तुमच्या रोजच्या कामामध्ये असे कोणते अ, ॲप्स, फीचर्स किंवा साधनं वापरतात फोनमध्ये तुम्ही?
नक्कीच, मला तर वाटते की जेव्हा मी फोन घेतो, तेव्हा तर माझं, आपलं असतंच की कॅमेरा आपल्याला लागतोच. आणि हां, आणि जास्त करून मला असं कधी-कधी मला Swiggy, Zomato हे ॲप लागतात. आणि त्याच्यासाठी तर यू.पी.आय. तर लागतंच. कारण जर ऑनलाईन आपण काय करतो, तर अ, ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे अ, यू-पी-आय. साठी जे अ, आपण वापरतो ते
हो. हो. हो. हां.
ॲप्स म्हणजे जसं की, अ, PhonePe आहे, Paytm आहे आणि जे पण सगळे बँकिंग ॲप आहेत, जसं की आपण बँकची ट्रान्झॅक्शन बघायला आपल्याला मदत करतात, असं आहे, किंवा मग Google Mapsचं सुद्धा ते पण खूप महत्त्वाचं आहे, अ, किंवा Notes आहेत. अजून मला तर वाटते, मी तुम्हाला मला सांगायला आवडेल मेल तर मेलचं ॲप्लिकेशन पण आपल्या फोनमध्ये असतं.
हो. हां. हो. हो.
आणि एकंदरीत
हो. म्हणजे गेम्स वगैरे किंवा ते पण असू शकतं ना गेम्स वगैरे पण. हां, हां, मग तुम्ही हां.
हो, हो. हां आणि मग यूट्यूब यूट्यूब आहे. जसं की भरपूर ॲप्स आहेत, जे आपण यूज करतो, हां.
दैनंदिन ह्याच्यासाठी. तर मग काम आणि वैयक्तिक अ, म्हणजे अ, कामासाठी आणि वैयक्तिक अशा दोन्ही वेगवेगळी साधनं तुम्ही कशी निवडता? म्हणजे एकच एपमध्ये सगळं ठेवावं की वेगवेगळं ठेवायचं असं तुम्हाला काय वाटतं?
हो, हां, म्हणजे मला तर वाटतं, की आता बघा, असं आपल्याकडे काय म्हणजे असा वेगळा फोन नसतो, की वैयक्तिक वेगळं आणि म्हणतात ना कामासाठीचं स काय असेल ते. म्हणजे जसं की हां, पण मला असं वाटतं की अ, म्हणजे असं करू पण शकतो. हा चांगला एक ऑप्शन आहे आणि मला तर वाटते की अ, म्हणजे प्रत्येकाचं जसं काही ओपिनियन्स असेल तर काही जणांना असं म्हणजे चालतं की कामाचा एक वेगळा फोन त्यांचा असतो आणि म्हणतात ना वैयक्तिकसाठी काहीतरी वेगळा फोन. पण त्याचं त्याचं बघा ना पण कसं होतं की ते मॅनेज करणं खूप कठीण आहे, पासवर्ड्स खूप असतात आपल्या फोनमध्ये, की अरे ह्याचा काय? मग ते पूर्ण गोंधळ होऊन जातो त्याच्यामध्ये कोणतं लॉगिन आहे किंवा काय? असं एकंदरीत आणि मग जेव्हा कधी फोन आपला हरवतो. मग कसं असतं की त्यांना दुसऱ्यांना म्हणजे तो ट्रॅक करणं तेवढंच इझी पण आहे. पण एकंदरीत कसं की तो पण प्रॉब्लेम देऊ शकतो. आपल्याला इन फ्युचर जर कधी असं काही झालं तर कारण मग त्यामध्ये पण आपला डेटा आहे, वैयक्तिक पण आहे आणि कामाचा पण आहे. मग त्या दोन्ही गोष्टींचा कसं एक आणि ते हाताळणं पण म्हणजे म्हणतात ना त्याचं काळजी घेणं पण कठीण आहे. म्हणजे दोन्ही फोन तुम्हाला. कारण का आपल्याला एकच फोन नीट अ, वापरता येत नाही. हां, तर मग दुसऱ्या कसं सांभाळणार आपण? असं पण होतं एकंदरीत.
हां. साठी वेगळा असतो. हां, म्हणजे नंबर पण वेगवेगळे असतात. हां. हो आणि लक्षात पण येत नाही. हो. हो, म्हणजे सांभाळता येत नाही, तर दुसरा कसा वापरणार? हां, मग ह्या ॲप्सच्या बाबतीत फीचर्सच्या बाबतीत तुम्ही सिक्युरिटी म्हणजे काय वापरता त्याच्यामध्ये ॲप्समध्ये?
नक्कीच, आता माझ्याकडे तर अ, हे एपलचा फोन असल्यामुळे, म्हणजे iPhone असल्यामुळे, मला तर वाटतं की iPhoneला बरीचशी सिक्युरिटी आहे. जसं की फेस आयडी आहे आणि जसं की त्याला बघा ना, सतत कोण असा दुसरा फोन म्हणजे घेतला असेल हातामध्ये, तर लगेच तो असा पिन पण टाकायला सांगतो प्लस अ, फेस पण दाखवतो, एकंदरीत असं आहे. परत जर व्हॉट्सअप आपण यूज करू तर व्हॉट्सअपला पण आपण फेस आयडी युज करू शकतो. त्याशिवाय तो ओपनच होणार नाही ॲप आणि मधेमध्ये तो व्हेरिफिकेशन कोड पण मागतो. जरी समजा कोणी तुमचा फोन घेतला असेल इन केस तर त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन कोड मधेमधे मागत असल्यामुळे जरी कोण तुमचा डेटा असा म्हणत ना, चोरी करायचा प्रयत्न करत असेल, तर तो काहीच करू शकत नाही. कारण जेव्हा तो मागेल. तोपर्यंत म्हणजे परत असं ते विचारतोच तो दिवसातनं म्हणा किंवा कधीही मध्येही त्याला वाटेल तर असं.
ओ. हां. हां. हां, हां. अच्छा! हां. हो. किंवा नोटिफिकेशन देत असतील की असं-असं झालं.
हां, नोटिफिकेशन म्हणजे अ 4-5 वेळा असं त्याला वाटलं ना की एका हातातून दुसऱ्या हातामध्ये गेला फोन किंवा असं, ते फेसवरून त्यांना कळत असेल मेबी की काय तर मग त्याच्यावरून तर ते त्या गोष्टी होतातच आणि दुसरी गोष्ट म्हणजे की अ, आता समजा सिक्युरिटी बँकिंग एपसाठी तर मग ओ. टी. पी. ठेवलेला आहे. अ, जसं की याला जसं की जीमेल वापरते तर जीमेलसाठी टू स्टेप अ, ऑथेंटिकेशन म्हणा किंवा Instagram वापरतो तर Instagramसाठी पण सेम तसंच केलेलं आहे.
हो, हो. हां. हां. अच्छा, म्हणजे सिक्युरिटी आहे म्हणा थोडक्यात सोशल ॲपची किंवा अशा ह्या. तर अ, तुम म्हणजे अ, तुमच्या बाबतीत असं काही म्हणजे किस्सा घडलाय का की तुमचा फोन म फोनमध्ये किंवा डेटा चोरी झालाय आहे किंवा काहीतरी असं सिक इन्सिक्युरिटी झाली आहे आणि तुम्हाला त्याचं खूप असं फेस करावं लागलं आहे अशी काही सिच्युएशन झाली आहे तुमच्या बाबतीत?
हो, हो. बरोबर. हं. नाही माझ्यासोबत तसं नाही झालं आहे. अ, म्हणजे मी आधीपासूनच अ, Appleचा फोन वापरत असल्यामुळे त्याला फेस आय-डी म्हणा किंवा फिंगर टच जे असतं आपलं ते देखील त्याला आधीपासून होतं. तर त्यामुळे तर नाही झालं आणि त्याच्या पण ना म्हणतात ना की ते अ, डेटा सिक्युअर असल्यामुळे. म्हणजे हॅकर्सनासुद्धा म्हणजे जे असतात त्यांना देखील ह्या गोष्टी त्यांना नाही करतायेत कदाचित. पण त्यामुळे मला तर वाटते की नाही जमत म्हणजे हां. एकदा असं झालेलं की माझ्या मैत्रिणीचा एकदा फोन अ, त्यात तिज्या कडे पण Appleचा फोन होता आणि आम्ही तेव्हा कॉलेजला असू. दोन हजार अ, मला तर वाटते की फर्स्ट इयर असेल जे आपलं बारावीनंतरचं असेल 2000 सोळा सतरा ची गोष्ट असेल. तर फोन तिचा अ, आपल्या अ, रिक्षामध्ये तिचा फोन हरवला. तर एकंदरीत हां, तर रिक्षामध्ये iPhone तिने ठेवला. पण त्याचा एक फीचर आहे ना की तो फेस आय-डी शिवाय किंवा फिंगरप्रिंट तेव्हा होतं फिंगरप्रिंट जास्त होतं. तर फिंगरप्रिंटशिवाय तो ओपन करता येऊ शकत नव्हता कोणालाच. मग अ, त्यांनी खूप ट्राय केलं असं झालं नाही, मग शेवटी त्यांनी आणून दिला आम्हाला तिकडे. म्हणजे त्यांना समजलं ना. फोन केला ना त्यांनी की अरे! अ, फोन हरवला तिने आम्ही फोन केले. काही युजच नाही आहे ना त्यांचा. होऊच शकत नाही तो आणि तेव्हा इतके कोणी च चोर होते एवढे ॲडव्हान्स पण नव्हते की अ, त्याचं काहीतरी कॅन्सल करून ते काहीतरी त्याचं म्हणतात ना लॉक तोडतील किंवा काही, कारण का तो ते iPhoneचं कसं आहे की तो जर तुमचं फिंगरप्रिंट नाही तर तो कोणी वापरूच शकत नाही ना, असा विषय झा आहे त्याचा एकंदरीत. हो.
हां. हो, हो. हां. हं. हं. अरे! हां. बरं. <chuckles> हां, म्हणजे काय. हो, म्हणजे काही अ हो, म्हणजे नाहीच, नक्कीच, नक्कीच. हो, हो. काहीच. हो, मग आता आजकाल iPhone नाही इव्हन बाकीच्या फोनमध्ये पण आता ॲडव्हान्स असे फीचर्स द्यायला लागलेत की फिंगर प्रि प्रिंट म्हणा, फेस रिकॉग्निशन मग अ हां, मग त्याकडं तुम्ही कसं बघता?
हो, हो, सगळे. हां, पण आता म्हणजे बघा ना, आता हे सगळे फोन पण चांगले आहेत. म्हणजे प्रत्येकाचा ट्रस्ट किंवा प्रत्येकाचं बजेट किंवा एवक्यातली वा वापरायची आवड, त्यानुसार तो प्रत्येकजण फोन घेतो. पण मला असं वाटतं की अ, Apple मध्ये म्हणजे जे iPhone मी वापरते तर त्याच्यामध्ये मला वाटतं जास्त सिक्युरिटी आहे. कारण त्या सगळ्या बाकीच्या फोनला काय म्हणतात Android असल्यामुळे ते हॅक करणं इझी जाऊ शकतं किंवा त्याला सोल्युशन आहे. तर मला तर वाटतं तुम्ही एकदम सिक्युअर डेटा तुम्हाला हवा असेल तर एकदमच म्हणतात ना, की तुमचा फोन कुठेतरी गेला आहे आणि मग तुमचं जर सापडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट इकडनं ते अ, अकाउंट क्लोज करून म्हणजे काहीच मिळणार नाही कोणाला तो ॲज अ डेड फोनचं होऊन जाईल मग तो त्यांच्यासाठी.
हां. हो. सोपं असतं, हां. बरं. हां. हां, म्हणजे तसा पुन्हा रियूज करता येत नाही थोडक्यात Appleचा वगैरे.
रियुज हां, रियुज करता म्हणजे येणारच नाही त्यांना. म्हणजे ते एक असं एक बघा ना, एक आता माझ्या मैत्रिणीचं काय झालं की तिच्याकडे एक फोन अ, तिच्याकडे एक फोन होता.
हो. हां.
अ, तर तिच्या अ, नवऱ्याचा फोन होता. आणि कालांतराने त्यांचं निधन झालं. आणि त्यांच्या फोनला अ, त्यांचं फोनला ना काहीतरी पासवर्ड होता. तर तो पासवर्डच अजूनपर्यंत तिला उघडता आला नाही, तिने खूप ट्राय केलं ती पॉलिसी असते अ, की पण त्याने त्या पॉलिसी ॲडमध्ये त्याच्यामध्ये तिचं नाव नव्हतं ॲड केलेलं, की म्हणजे माझं जर काही झालं तर मग तो तुम्ही तिला फोनमधला डेटा तुम्ही दाखवू शकता. पण तो एक त्याच्यामुळे असं झालं की तो फोनचा डेटा पण मिळत नाही, पासवर्ड पण विसरले, खूप ट्राय केलं याचं तरीदेखील तो ओपनच होत नाही. अजून पण तसाच फोन आहे इतके वर्ष असूनसुद्धा. तो एकंदरीत काही एव हो, हो, एवढा महागडा फोन म्हणजे एकंदरीत असा पण त्याचा हे असू शकतो पण बघा ना, जर तुमच्याकडे ॲज अ चोरी कोणी केला डेटा तर त्यांना काहीच यूज नसेल या गोष्टींचा असं.
हां. अरे! हां. हां. अच्छा! हां, म्हणजे एवढा महागडा फोन घेऊन पण तो तो तसाचं. हो, हो. नक्कीच. तर अ, आता तुम्ही ते अ, खाण्याच्या ॲपमध्ये पण सांगितलं की तुम्ही Zomato वगैरे युज करता वगैरे. तर मग अ, ते कितपत य उपयोगी आहे म्हणजे असं वाटतं तुम्हाला? की अ, म्हणजे Zomato वरनं तुम्ही काही ऑर्डर करत असाल, म्हणजे अशा बऱ्याच केसेस झाल्यात की ते म्हणतात की ते डिलिवरी बॉय आधी काहीतरी खाऊन टाकतात किंवा तेवढी क्वालिटी राहत नाही किंवा काही, म्हणजे काहीतरी म्हणजे मिस असतं म्हणजे पूर्ण जे असतात ना आयटम, ते देत नाहीत. मग त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे की असं म्हणजे कितपत योग्य आहे? म्हणजे हे असे खाण्याचे आयटम जर तुम्ही फोनवरच्या फीचरवरनं मागवत असाल तर ते कितपत योग्य आहे?
हं, हं. हं. नक्कीच. मला तर वाटते की तुम्ही मागवू शकता खाण्याचे आयटम्स कारण का मी तर नेहमी मागवते आणि मला असं कधी आढळलं नाही. जर आढळलं तर मी त्याच्यावर रिव्ह्यूज देखील दिलेले आहेत. कारण काय होतं अ, ही जे म्हणजे आता म्हणतात आपण तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की आपण दैनिक कामांची सगळ्या गोष्टी देखील आपण फोनवर अ, म्हणजे वा हे करू शकतो ऑर्डर करू शकतो म्हणा किंवा सगळ्याच गोष्टी एकंदरीत आपण आपल्याला करता येतात फोनवरनं. तर म्हणजे जे असं म्हणतात की डिलिव्हरी बॉय तर, मला तर कधी असा नाही आलाय अनुभव. पण तुम्ही बघा ना, जर असं कोण असेल तर तुम्ही रेटिंग देऊ शकता किंवा असं झालेलं आहे हा जो इश्शू झालेला आहे त्याचा क्लेम किंवा मेल करू शकता जेणेकरून जे तो जो अ, व्यक्ती आहे त्याला त्याची काही म्हणजे जी कारणं असतील किंवा त्याने ज्या चुका केल्यात त्याची त्याला नक्कीच शिक्षा देण्यात येईल असं मला वाटतं.
अच्छा. हां. हो. हो. हां. अच्छा, छानच. हां, म्हणजे असंही काहीतरी करू शकतो म्हणजे रिव्ह्यू देऊन किंवा
हम्म. हो, हो, कारण आपल्याला रिव्ह्यू आहे ना, प्रत्येक जो कोणी कारण का बघा त्यांचा आपल्याकडे आय-डी असतो किंवा त्यांचं नाव येतं आपल्याला आणि मग एकंदरीत आपलं कसं प्रत्येक ऑर्डर आपली ट्रॅक होते आणि त्या ऑर्डरबद्दल तुम्हाला काही सांगायचं असेल तर तो देखील फीचर्स Zomato आणि Swiggy देतं. म्हणजे जो काही इश्शू आहे तर तिथे तुम्ही लगेच ऑन द ऑन द सेम टाईम तुम्ही ते करू शकता.
हां. फीचर्सच, हं. अच्छा. ओके, तर मग तुम्ही अ, अशा म्हणजे अ, तरुण अ, पिढीला काय सांगाल? म्हणजे दैनंदिन कुठली कामे तुम्ही म्हणजे फोनवरच्या ॲपनं वगैरे करू शकता? म्हणजे कुठली साधनं वापरू शकता त्याबद्दल काय
नक्कीच, मला तर वाटतं तुम्ही आजकाल एक्सरसाइज पण करू शकता. अ, जसं, की अ, ट्रॅक करू शकता, तुम्ही किती पाणी पिताय, किती झोपताय, हे देखील भरपूर ॲप्स आहेत अ, त्या गोष्टींसाठी. अजून दुसरी गोष्ट म्हणजे मला तर वाटतं, की अ
अच्छा. ओके.
भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, की म्हणजे म्हणा बघा ना, आपल्याला जसं कुठे जायचं असेल, तर आपण Uber मला आता Uberचा पण उपयोग होतो, ॲपचा. स्विग्गी असेल त्याचा होतो. म्हणजे बुकिंग करायचं असेल, एखाद्या गोष्टीचं, हॉटेल सर्च करायचं असेल, तर भरपूर ॲप आहेत. कुठेतरी डेस्टिनेशनला जायचं आहे तर.
हां. बरं. हां. तर त्यावेळेस का आणि किंवा लहान मुलांसाठी वगैरे असे काही स्पेसिफिक ॲप्स असतात त्याच्यामध्ये?
हां, लहान मुलांसाठी तर म्हणेन, त्यांना शॉपिंग करायचं असेल तर फर्स्ट क्रायचं पण ॲप आहे, की तुम्ही त्या फर्स्ट क्रायवरून अ, तुम्ही एज अ, पॅरेंट्स त्यांच्यासाठी काय-काय मागवू शकता, असं मला वाटतं. तर ते ॲप तुम्ही वापरू शकता. म्हणजे त्यांचे जे काही त्यांना वस्तू हव्या असतील किंवा अ, तुमची मुलं म्हणजे 7-8 वर्षापर्यंत त्याचे कपडे वगैरे मिळतात. तर तिथून तुम्ही खरेदी करू शकता किंवा त्यांना ज्या उपयोगी वस्तू आहेत गरजेच्या, त्यादेखील तुम्ही त्या ॲपवरून एकंदरीत मागवू शकता आणि मला वाटतं हे खूप गरजेचं आहे. कारण का बघा, प्रत्येक वेळेला आपल्याला टाईम मिळत नाही, प्रत्येक गोष्ट जाण्यासाठी. आता माझं पण असं असतं, वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला आता टाईम नाही मिळत. तुम्ही भरपूर जी भाजी पण आहे, माझी ती झोमॅटोवरनं सॉरी आपल्या स्विग्गीवरनच येते इन्स्टा मार्टवरनं. तर मला कधी असा अनुभव नाही आला, म्हणजे ठीक आहे ना एकदोनदा ठीक आहे. तर आपल्याला एक खरंच काही अ, टाइमच नसेल तर, आपण आपण तरी काय करणार ना? मग खायचं पण आहे. आव हां. तर मग तेच. तर मग तिथे गेलो तर टाईम वेस्ट होतो, असं थोडाफार खाली जाणार मग त्यासाठी कपडे घाला भरपूर गोष्टी नवीन काय-काय सगळ्या गोष्टी येतात. मला तर वाटतं की
बरं. हां. कुठे जाण्याचा वगैरे? हां. अच्छा. करणार, हा धावतं जग आहे हे. हे हे आहे. हां. हो. पण हे असे ॲप्स वगैरे सगळे अवेलेबल असल्यामुळे, असं म्हणजे स थोडक्यात ती तरुण पिढी आळशी झाली आहे. म्हणजे कामाचा कंटाळा करती आहे. असं वाटत नाही तुम्हाला?
हं. तरुण पिढी मला तर वाटते आळशी तर नाही झाली आहे म्हणजे झाली असू शकते. मला नाही वाटत आळशी झाली आहे कारण का बघा ना आपण ॲडव्हान्स होतोय काहीतरी आपल्या आयुष्यात बाकीचे पण जे ताप आहेत किंवा व्याप आहेत ते वाढत आहेत एकंदरीत बघा ना. अ, कदाचित टाईम आपल्याला अ, जास्त लागते कोणत्या गोष्टींसाठी. अ, किंवा म्हणू शकतो की भरपूर आता बघा ना त्या सुधारणा येत आहेत पुढे. म्हणजे आपलं लाईफ म्हणजे ह्याच्यामधनं एकच असं आहे की आपलं लाईफ आहे ते सुलभ झालं पाहिजे, आपलं जीवन.
हो. इक्झॅक्टली. हो. हां सुलभ आणि फास्टेस्ट झालंय म्हणजे आणि असं काही म्हणजे अ, त्यात तसा त्रास अ त्रास किंवा कष्ट असे काही राहिलेले नाहीयेत. हो.
हो, हो. आणि बघा ना त्याच्यामुळे नक्कीच, नक्कीच. नक्कीच. आणि त्याच्यामुळे रोजगार देखील उपलब्ध होतोय सर्वांना असं मला वाटतं. आणि एखादी गोष्ट आपल्याला जर पटकन मिळत असेल तर मला तर वाटतं की ही खूप चांगली गोष्ट आहे कारण बघा ना वेळ आणि म्हणजे टाईम महत्त्वाचा मला वाटतो जर तुमच्यासाठी खूप सारे ॲप आहेत हो, हो.
हो, हो. हो. वेळ आणि खर्च पण, म्हणजे कधी-कधी वाचू शकतो. बरोबर आहे.
नक्कीच. आणि आपण जाणार कधी आता बघा ना आपलं ठीक आहे, कधी आपण आजारी असतो तर आपल्याला कधी-कधी जेवण द्यायला नसतं. किंवा कोणाला सांगायला नसतं, तर मग ह्या गोष्टींमुळे मला तर तिथ खरंच चांगलं आहे लाभ
हो. अशा लोकांसाठी म्हणजे सीनियर सिटिझनसाठी पण मुलं त्यांची घरी नसतात किंवा काय असतं मग त्या अशावेळी त्यांना पण ते नक्कीच उपयोगी होऊ शकतं.
हो, हो. नक्क आणि मला तर वाटतंय बघा ना आपण पण कधी-कधी बाहेर असतो. तर मग आपण पण काही-काही गोष्टी घरी पाठवू शकतो. मग कोणासाठी? तर ही देखील मला त वाटते चांगली केक आपल्याला कोणाला द्यायचं असेल, बर्थडे असेल कोणाचा. तर आपण केक पाठवतो डायरेक्ट. हे आता त्याच्यामुळे शक्य झालेलं आहे. तर मला आता वाटतं ही खूप हो, हो. काही पाठवू शकतो आपण आता आजकाल असं झालंय. तर मला तर वाटते खूप चांगली क्रांती आहे ही आपल्या फोन मुळे मला असं
हो, हो, हो. हो, हो. हां. हो डायरेक्ट पाठवतो. हां बुके, केक. हो, हो, हो. हां. हो डिजिटल क्रांती. तर अ, नक्कीच तुम्ही छान सांगितलं. दैनिक कामासाठी कोणते-कोणते ॲप्स वापरतात. अगदी शॉपिंग पासून ते अगदी खाण्यापर्यंतचे सगळे ॲप्सबद्दल तुम्ही छान सांगितलं. आणि त्यांनी माणसाचं जीवन कसं सुलभ आणि फास्टेस्ट झालं ते पण सांगितलं म्हणजे, त्याचे फायदे पण भरपूर आहेत म्हणजे. अ, सीनियर सिटिझन म्हणा किंवा, कुठल्याही स्तरातल्या व्यक्तींसाठी ते खूपच फायद्याचं आहे आणि एक डिजिटल क्रांतीचा भाग म्हणू शकतो. तर एकंदरीत छान वाटलं तुमच्याशी बोलून. खूप सारे धन्यवाद.
हं. धन्य